नक्कीच.
आणि त्याच्यामुळे ती एका रात्रीतसुद्धा ती फेमस होऊन जातात.
बरोबर. पण मग तुम्हाला असं वाटतं का, की म्हणजे आजकाल बघा ना अ, रिमिक्स येतात किंवा कम कव्हर्स असतात काही-काही आणि स्ट्रीमिंगमुळे गायकीची जी भूमिका खूप बदलती आहे, तर मग तुमच्या मते तुम्हाला असं वाटतं, की या बदल्यांनी तुमच्या आणि इतरांच्या गाण्याच्या निवडीवर असा काहीसा प्रभाव टाकला आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
अशा गाण्यांना आवड देते. बरोबर. हो. खरं तर सांगू मला अ, प्रथमतः हे आवडलं नव्हतं, की तुम्ही रिमिक्स करताय. तुम्ही जर एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात आहात. जिथे तुम्हाला तुमचं स्वतःच काहीतरी सृजन करता येतंय. मग तिथे तुम्ही दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टींवर कशाला उपचार करताय, म्हणजे आपण म्हणतो ना, की रात्रीचा भात उरलाय, त्याला फोडणी द्या आणि तो नवीन डीश म्हणून दाखवा. हा जो प्रकार केला जातोय ना, तो कुठेतरी मला खटकत होता. पण नंतर मला वाटलं, की जी ओरिजिनल गाणी आहेत, म्हणजे जो आपला ओरिजिनल भात आहे ना, त्याची चव आणि त्याच्यातले जे पोषक तत्त्व आहेत, ती जी मिळायला लोकांना हवी आहेत ना, ते हे रिमिक्स पुरवतंय कारण लोकांना ना तो भात खायला आवडत नाहीये, पण लोकांना हा फोडणी दिलेला किंवा फ्राईड केलेला राईस आहे ना, तो आवडतो आणि मग अल्टिमेटली ते ओरिजिनल भाताची चव चाखायला जातायेत.
अच्छा. हं. बरोबर. हो ना. <chuckles> बरं. अच्छा. हां. बरं. हं, हं. हो. हं, हं. बरोबर. अरे वाह! हं, हं. <chuckles> हो.